आपल्या जीवनाचा एक अ, अविभाज्य अवयव म्हणजे हात आणि आपण पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपण भरपूर वेळेस हाताचा वापर अ, करतो.
हो.
तर हाताच्या हालचालीचे भरपूर अर्थ बनतात. तर अ, तुम्ही मला सांगू शकता काय-काय अर्थ नेमकं बनतात आणि कशाप्रकारे त्याचा उपयोग होतो आपल्या जीवनामध्ये?
हो, हो. म्हणजे कसं झालंय ना, मला हातवारे केल्याशिवाय तर बोलणंच होत नाही. त्यामुळे मला तर खूप सवय आहे ही, हातांच्या हालचालींची. <laughs> अ, म्हणजे कसं माझं माझ्या मते तरी कसं होतं ना की शब्द एक सांगतात पण हात आणि चेहरा अनेकदा म्हणजे दुसरीच कथा सांगत असतात. म्हणजे असं म्हणतो ना, की अ, शब्द काही वेळा जेवढ्या म्हणजे, प्रखरतेने बोलू नाही शकत तेवढे हातवारे बोलून जातात. असं माझं मत आहे. हो. म्हणजे हातांच्या हालचाली म्हणजे खरंच एक अनोखी भाषाच म्हणता येईल ती की आपण नकळत करत असतो पण त्याचा अर्थ खोल असतो फार. म्हणजे तो समोरच्याला कळून जातो. आपण आपल्याला नाही कळत. आपल्याला म्हणजे सवय असते त्यामुळे <chuckles> हां. अशी म्हणजे अ, म्हणतो ना की आता समजा आपल्याला कोणी रस्त्यात भेटलं, तर आपण सहज एक अ, हात जोडतो किंवा असं म्हणतो ना की नमस्कार करतो, हात असं हे करून, म्हणजे मग न बोलता एवढ्या लांबूनही आपण जस्ट नुसतं हात हे केलं ना, तर त्याला कळतं की अरे हा नमस्कार करतोय. <laughs>
<chuckles> अच्छा. <chuckles> <laughs> बरोबर. अगदी. अच्छा. <chuckles> हां. हां. हो, हो. म्हणजे <chuckles> आपल्या भावना हाताने आपण पोहचवतो दुसऱ्याकडे अशातला म्हणण्याचा अर्थ. तर म्हणजे एक तर अशा काही घटना झाल्यात का तुमच्या जीवनामध्ये, की तुम्ही त्या हाताचा वापर करून भरपूर गोष्टी कोणाला तरी बोलल्यात अ, लांबून, हे ना? हं, हं. वाह! का हं, हं. अच्छा.
हो. पोहचवू शकतो. हो. हो, हो. म्हणजे बऱ्याच वेळा होतं असं की म्हणजे अ, मला सवयच आहे हातवारे करायची आणि त्यातल्या त्यात हो. त्यातल्या त्यात तो म्हणजे म्हणतो ना की आता काही आपण कुठे जातो लेक्चर्स वगैरे ऐकायला काही म्हणजे असं अशा वेळी असताना, तर मला अशी सवय होऊन गेलेली आहे की जर मला तो आवडत असला ना टॉपिक, तर मी त्यांना थंब देईल और म्हणजे असं की हो खूप छान किंवा मग मान डोलवायची. असं म्हणजे हातवारे आणि म्हणजे पूर्ण शरीरानेच असं म्हणतो ना की आपण तिथे आहोत, असं त्यांना एक संकेत द्यायचं म्हणतो ना. <chuckles> तसं. मग माझं तसंच झालेलं एका ह्याच्यात. अ, एक म्हणजे प्रसंग सांगते मी तुम्हाला की अशीच अ, म्हणतो ना की एक समारंभ अ, समारंभ नाही म्हणता येणार त्याला कार्यक्रम होता एक अ, वक्तृत्व स्पर्धे सारखच म्हणता येईल. म्हणजे असं गणेशोत्सव वगैरे असतं ना, तर तिथे कशी वक्तृत्व स्पर्धा वगैरे असते. तसं झालेलं. पण मग तिथे म्हणजे मी हे म्हणतो ना आपण श्रोता होते हां त्यावेळी. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेला मी. अ, त्यावेळी हां. मग असंच मी माझं जे काही वक्तृत्व स्पर्धेचा विषय होता त्याच्यावर बोलले वगैरे अ, आणि तेव्हा मी हातवारे करून बोलत होते. माझं सगळं झालं बोलून वगैरे मी खुल्या हाताने म्हणजे हा आपला जो पंजा असतो तो खुला जर ठेवला ना, त्याचं एक वेगळं म्हणजे असं म्हणतो ना आपण की अ, एक हे दिसतं की प्रामाणिकपणा आहे, खुलेपणा आहे. म्हणजे एक विश्वास दिसतो उघड्या हा तळ हातात असं की एकदम सिंपल आहे ही व्यक्ती, एकदम साधारण असं स्वभावाची, एकदम असं कॉन्फिडन्स, आत्मविश्वास दिसतो त्याच्यात. अ, मी तसं करून बोलत असेल मला नाही कळलं हां. हे आपल्याला नाही कळत ॲक्चुअली. <chuckles> मी माझं सगळं झाल्यावर बसले. एक जण मला त्याच्यातनं एक जण आलं माझ्याजवळ. मला म्हटले, "की तू खूप छान बोललेस म्हणजे तुझ्या बोलण्यात असं वाटत होतं म्हणे, की अ, म्हणजे खूप विश्वास आहे." म्हणजे मला कदाचित, म्हणजे तुमच्या हालचालींमुळे तसं वाटलं असेल म्हणे हाताच्या किंवा तेव्हा मला असं झालं की अरे हातांनी माणसाच्या मनावर किती मोठा परिणाम होतो की ते म्हणजे पूर्ण माझं एवढं ऐकताहेत. मला शब्दांची गरज नाही पडली. जेवढं त्यांनी हातवाऱ्यांना माझं म्हणजे हे केलं. <chuckles> हो. म्हणजे उघडा तळहात जो असतो ना, तो नेहमी म्हणजे स्वागत किंवा मोकळेपणा किंवा मनातील स्पष्टता दाखवत असतो, की अरे ह्या व्यक्तीला म्हणजे खूप असं खुलेपणाने बोलायची सवय आहे असं म्हणतो ना तसं. त्यामुळे माझा तो अनुभव छान होता.
अच्छा. हं, हं. व्हेरी गुड. <chuckles> जाण हो, हो. <chuckles> अच्छा. अच्छा. अच्छा. हो, हो. हं, हं. म्हणजे अच्छा. हं, हं. हो, हो. हो, हो. बरोबर. अच्छा. हं, हं. अच्छा. <laughs> हां, हां. हं, हं. महत्व दिलं. अच्छा. <chuckles> हं, हं. हो, हो. म्हणजे कसं? म्हणजे कसं बरं. उघडा तळहात म्हणजे नेमका कसं असा पंजा दाखवायचा का काय नेमकं, मला ते नाही समजलं नेमकं.
अ, असं पंजा म्हणजे पूर्ण पंजा नाही दाखवायचं. म्हणजे असं बोलताना आपण म्हणतो ना, की हातवारे वगैरे असं हात म्हणजे हाताची घडी नाही घालून बसायचं. <chuckles> किंवा मग हाताला, म्हणजे मी असं जर काही बोलत असले ना, तर त्याला नाही सांगत, की बाबा तुला लपून राहायचंय असं नसतं माझं. तू फिर. <chuckles> मोकळं, जिथे बोलताना जिथे जाईल ज्या दिशेने जाशील. हां, म्हणजे फक्त हां, फक्त एक व्यवस्थित अंतर ठेवायचं बोलणाऱ्यासमोर. <laughs> दुसरं म्हणजे कसं होतं ना, की हाताची घडी असली ना, तर समोरच्याला की, हा काहीतरी असुरक्षित फील करतोय किंवा म्हणतो ना, की मन कुठेतरी बंद आहे, विचारात आहे असं म्हणतो त्याचं, म्हणजे ते दर्शवतो त्याचं हाताची जर घडी असली तर.
अच्छा, अच्छा. हां, हां. <laughs> त्या दिशेने जातं. हो, हो. हं, हं. <chuckles> हां, हां. हो, हो. हं. म्हणजे अ, हं, हं, इंटरव्ह्यू मध्ये भरपूर वेळेस पाहिल्या जातात, की हाताच्या हालचाली, आपण कशाप्रकारे करतो. तर असे काही म्हणजे असे काही प्रसंग झालेत का, ज्याच्या इंटरव्ह्यू मध्ये गेलात. भरपूर वेळेस म्हणजे, हात बांधणे म्हणजे आपल्याला कोंडल्यासारखं वाटणे, किंवा हा भीतोय असं वाटणं हे संबोधलं जातं. तर अशा काही इंटरव्ह्यूज वगैरे तुम्ही दिल्या का, नंतर आणि त्याच्यामुळे काही परिणाम झाले का. तुम्ही जे किस्सा तसा सांगितलेलाच आहे. तसा आता हा आनंदाचा क्षण होता किंवा दाखवण्याचा क्षण होता. असा काही क्षण झालेला आहे का ज्या ठिकाणी तुम्हाला हातवारे म्हणजे करावे, किंवा नाही करावे असं काही प्रश्न पडला होता. किंवा इंटरव्ह्यू सारखा प्रसंग काही
हो. अगदी बरोबर. हो. हां, म्हणजे हो, हो. अ, माझ्याबरोबर नव्हता झाला, बट माझी जी खास मैत्रीण आहे ना, फार जवळची म्हणतो आपण हां, तिच्यासोबत हे इंटरव्ह्यूच्या वेळी झालेलं होतं असं. ती मे बी थोडं असं म्हणजे म्हणतो ना की अ, घाबरत होती का काय? पण आता हाताची घडी तोंडावर बोट. हे लहानपणापासून शिकवलेलं असतं शाळेत. <chuckles> हां. तर मग जो काही पहिला इंटरव्ह्यू असतो आपला, तेव्हा खूप जास्त घाबरलेला असतो व्यक्ती. तर तशी तिची अवस्था होती. मग त्यात तिला नाही कळलं की ती हात आता मला तर सवय आहे, मी मोकळ्या हाताने बोलते. त्यामुळे मला काही ते जड नाही गेलं जास्त. मी म्हणजे निघाले त्यातनं पास झाले. पण तिची जेव्हा वेळ आली ना, ती हाताची घडी घालून बोलत असणार. त्यामुळे समोरच्याला कसं वाटलं ना, की ही खुलत नाही आहे किंवा म्हणतो ना आपण की तिला काय बोलायचंय, ते असं म्हणजे बोलता येत नाही, स्पष्ट बोलता येत नाही असं वाटतं. कधी-कधी म्हणजे म्हणतो ना की अ, मोकळं बोलता नाही येत. सम म्हणजे असं एक भिंत उभी केल्यासारखं वाटतं आजूबाजूला.
अच्छा. हं. अच्छा. <chuckles> हं, हं. हं, हं. अरे बाप! हं. हं, हं. हां, हां. अच्छा.
व्यक्तीला जेवढं म्हणजे असं म्हणतो ना की अ, मन मोकळं करता नाही येत किंवा मग तो एक आत्मविश्वास नाही दिसत, माझ्या मते तरी असं. तर काय माहिती मग म म्हणजे आम्हाला तरी असं वाटलं की तिचं बाकी सगळं व्यवस्थित होतं. फक्त ते एक बॉडी गेस्चर म्हणतो ना, ते चुकलं असणार, त्यामुळे त्यांनी तिला म्हणजे सिलेक्ट नाही केलं, निवडलं नाही त्यावेळी. कारण ते नंतर बोललेही, की "तू काही घाबरतेस का? एवढी का घाबरतेस? मोकळं बैस, मोकळ्यापणाने बोल." मग त्यावरनं कळलं आम्हाला की ते खूप महत्वाचं आहे. <chuckles>
हां, हां. अच्छा. अच्छा. बरोबर आहे. आणि जीवनात अ, म्हणजे हातच आहे आपलं समजा, आपल्याला बोलता जरी येत नसलं, तर आपण भरपूर वेळेस पाहतो की भरपूर लोक ते हाताचा वापर करून बोलतात आपल्या जीवनामध्ये. मग हाताची बोली हं, हं, हं, हं. बोला ना.
हो. हो, म्हणजे असं म्हणता येईल ना, की हात हाताच्या हालचाली ज्या असतात ना, हातांच्या हालचाली, त्या म्हणजे मनाचा आरसाचं म्हणता येईल. आरशासारखं काम करतात ते. हो. त्यामुळे हो.
बरोबर, अगदी. अच्छा-अच्छा, हो.
म्हणजे मला तरी वाटतं की हं. अ
मग तुमच्या रोजच्या हं, हं. तुमच्या मते रोजच्या आयुष्यामध्ये किती महत्वाच्या आहेत हाताच्या हालचाली आपण अ, करणं? किंवा त्याच्यामुळं काय-काय फायदे होऊ शकतात बरं?
अ, मला तरी वाटतं, की आता बघा जसं मी सुरुवातीला म्हटले, की सकाळी कोणी म्हटलं तर आपण नमस्कार करतो, देवाला नमस्कार करतो. त्यामुळं हाताच्या हालचाली तिथे कामात येतात. मग त्याच्यानंतर माझं म्हणजे म्हणतो ना, की अ, ऑफिसमध्ये वगैरे जर काही प्रेझेंटेशन वगैरे असेल, काही म्हणजे असेल मीटिंग्ज वगैरे असतात. अशा वेळी मग आपल्याला जेव्हा कोणासमोर काही अ, प्रेझेंट करायचं आहे, काही दाखव हे करायचं आहे आपलं प्रोजेक्ट वगैरे असं काही. त्यावेळी हातवारे खूप लवकर बोलतात, म्हणजे असं म्हणतो ना, की जुळवून ठेवतात संवाद. अ, शो हां, त्यांना पण असं वाटतं, की "अरे, हो, म्हणजे काहीतरी महत्त्वाचं सांगतंय." त्यामुळे ना लक्ष भटकत नाही ऐकणाऱ्याचा. हो, ऐकणाराही खूप म्हणजे असं सज्ज होऊन ऐकत असतो, की काय सांगतोय हां? असं. त्यामुळे मला वाटतं, की त्याचा खूप म्हणजे प्रभाव पडतो जेव्हा आपण काही एखाद्या खूप म्हणजे म्हणतो ना मोठी सभा आहे किंवा काही एखादी मीटिंग आहे, छोटी तिथेही म्हणजे हातवारे पाहिजेच, त्याच्याशिवाय नाही कळत, की समोरच्याला काय बोलायचं आहे.
हं, हं. अच्छा. अगदी, अगदी. हं, हं. बरोबर. अच्छा. हो, हो. अच्छा. बरोबर आहे, तुम्ही जे बोललात ते अगदी म्हणजे समजलं मला. मग आपल्या हाताचे जे इशारे आहेत किंवा <swallows> आपण हातवारे जे करतो, ते आपण जास्त वेळेस कोणत्या ठिकाणी वापरतो बरं अ, रागात, आनंदात किंवा समजावून सांगताना, त्याच्याविषयी काय सांगता येईल? आपल्यात दैनंदिन हो, हो, हो. हं, हं.
हं. हो. हं. माझ्या विषयी विचारतायेत का? <chuckles> हां. म्हणजे मला सांगायचं असलं तर मला असं कोणाला समजवायचं असेल ना, तर मला नाही कळत. मी खूप सारे हातवारे करून. <chuckles> म्हणजे असं खूप वेळा त्याला समजवताना असं सांगते, हात मागे-पुढे करणं, असं-तसं म्हणजे एखादी म्हणजे अ, एखादी गोष्ट समजून दाखवायची ना, तर लिटरली मला म्हणजे असं हे दाखवावं लागतं, की "हे बघ, अ, इकडनं उजव्या बाजूने हे झालं, डाव्या बाजूने इकडे यायचं, ते करायचं." मग बोटांनी की "तू इथे उभी आहेस, तुला असं करायचंय." असं म्हणजे असं बोलणं आहे माझं. <chuckles> त्याच्यामुळे मला आणि अशा समोरून म्हणजे प्रतिसादही असा आला आहे की "अरे, तू असं समजवतेस ना, तेव्हा खूप व्यवस्थित कळतं की बाजू कळते, कुठून काय काम करायचंय." आणि हा म्हणजे हा प्रसंग असा झालेला आहे ना की अ, म्हणजे आपण आता सध्या मॅप खूप वापरतो. कुठेही जायचं म्हटलं ना, की मॅप शिवाय आपलं होत नाही. मग त्यावेळी सुद्धा हां. अन आणि अनोळखी ठिकाणी किंवा अनोळख्या व्यक्तीबरोबर आहोत, तिथे मॅप शिवाय आपलं होणारच नाही आहे. कुठे जायचं, कसं जायचं तेच आपल्याला, मार्ग दाखवणार आहे. तर अशा वेळी मला खूप ठिकाणी याची मदत होते, हात वारांची म्ह म्हणजे जसं सांगायचं तर डाव्या बाजूने जा, मग माझा हातही तसा जातो बरोबर जर मी कोणासोबत जर बाईकवर असले की "अरे, डाव्या बाजूने जा," डाव्या, उजव्या असं. तर ते लवकर कळतं त्याला. जर जरी आपण मागे बसलोय ना, तरी आपला हात बरोबर काम करतो. <chuckles>
हं, हं. <chuckles> अच्छा. हां, हां. हं, हं. हो, हो. <chuckles> म्हणजे हात हं, हं. अरे वाह! हं, हं. बरोबर आहे. होतच नाही. हं, हं. बरोबर. अच्छा. <laughs> अच्छा-अच्छा. अरे, मस्त आहे. हो. भारी, भारी आहे, एकदम. तर मला असं सांगा ना, आता आपण आता तुम्हाला ती सवय आहे हातवारी करण्याची. परंतु ना भरपूर वेळेस अ, माणसाला ती सवय असती बोलताना हातवारे करायची. पण आपल्याला मा कधी-कधी आपण फोनवरती बोलत असतो आणि त्यावेळेस ही अचानकपणे आपण कोणाला ते डायरेक्शन सांगताना हातवारे वापरतो. तर असं कधी तुमच्या जीवनात घडतं का? तुम्ही हातावारे वापरून ती गोष्ट सांगताय परंतु तो ॲक्चुअली तो फोनवरती आहे आणि ती तुमच्या हातवारे ते पाहू नाही शकत. तर अशा काही घटना मजेशीर अ, झाल्यात का?
हो. हो. हो. हो, हो. हो, अशी मजेशीर घटना आता एक झालीच आहे. म्हणजे एकदा काय झालं होतं ना, म्हणजे आमच्याकडे कार्यक्रम होतं. अ, म्हणजे कार्यक्रम म्हणजे ओपनिंग हो होतं आमच्या शॉपचं. अ, दुकान अ, उद्घाटन म्हणतो तसं हां. तर अ, आणि माझे आता ज कॉलेजचे मित्र-मैत्रिणी असतात. सो त्यांना नव्हतं माहिती आपल्या म्हणजे ते माझ्या घरी कधीच आलेले नाही, पहिल्यांदा येणार होते. हां, आणि ते आले बसस्थानकावर आले. तिथून त्यांनी मला फोन केला. मी त्यांना तसं पत्ता वगैरे घराचा पाठवलेला और जिथे काही कार्यक्रम होणार होतं त्याचा पत्ता पाठवलेला, की या बाबा असं. अ, मग ते आता आता आपण जो एखादी मेन स्पॉट असतो, की ह्या चौकात ये. तिथून त्या चौकातनं एक अ, जे दुसऱ्या कॉलनीत वगैरे ते त्यांना कळत नाही. कारण नवीन आहेत त्यामुळे, त्यांना काहीही माहिती नाही. आणि ते चौकात आले, तिथून मला कॉल केला. फोन केला त्याने अ, की "बाबा आता इथून कुठे जायचंय?" मी फोनवर बोलते आं, की "अरे, तू चौकात उभा आहे का? मग अ, तुला ना अ, उजवीकडून टर्न घ्यायचाय मग ते अ, डावीकडे ये, तिथून तुला छोटी अ, गल्ली दिसेल तिथून शिरशिल आत." असं-तसं, लिटरली मी म्हणजे इकडे हातवारे करते, त तिकडनं ते म्हणत आहेत "अगं, असं नाही कळत आहे आम्हाला. तू काय म्हणते." <laughs> मला असं नाही की, मी इकडनं सांगते असं जा, तसं जा. आणि मी तशा ह्याच्यात त्यांना, अ, म, मग बिचाऱ्यांनी माझं मी जसं सांगते तसं ऐकलं ही. आणि जो फसले बाबा ते. <laughs> अरे, काय सांगते. म्हटलं बाबा आता राहू द्या. हां, अरे गोंधळ झाला पूर्ण. म्हणे "जाऊदे बाबा थांब म्हणे, तूच ये म्हणे आम्हाला इकडे घ्यायला." मग शेवटी मलाच जावं लागलं. <laughs> खूप मजेशीर किस्सा झाला तो. <chuckles> हं, तसेच म्हणजे
<chuckles> हां, हां. हां. अच्छा. अ, अरे वाह! हं, हं. हो. अच्छा. हं, हं. हां, हां. अच्छा. हां, हां. हं, हं. हां, हां. अच्छा. आहं. अच्छा. <laughs> अहं. अच्छा. <chuckles> अहं. अरे, मस्त आहे. <laughs> दुसरीकडेच गेले काय ते? अच्छा. <laughs> म्हणजे इकडे सांगत होते आणि ते दुसरीकडेच गेलेत.
हो. मी इकडे हातवारे करते. मला लक्षातच नाही, की ते मी फोनवर बोलते. <chuckles>
अच्छा, अच्छा.
हो.
खूप मस्त आणि तर काय वाटतं बरं तुम्हाला? समजा ह्या सर्व मजेशीर गोष्टी होत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर पण आपण भरपूर भाषा आहेत का, ज्या आता मुख्य लोप झालेत का ते भाषा म्हणून फक्त हातवाऱ्याचाचं उपयोग करतो. की याचा म्हणजे काय महत्व आहे त्यांच्यासाठी आणि आपल्या जीवनासाठी हातवारे करण्याचा किंवा हाताच्या हालचालीचा? हं हं.
हो. हो, म्हणजे जिथे आपली भाषा हां. जिथे आपण एखाद्या वेळी अशा ठिकाणी पोहोचतो की भाषेत विविधता आहे. आपल्याला मराठी येते समोरच्याला जर मराठी नाही समजत ना, अशा वेळी आपल्याला हातवारेच करावे लागतात. जर समजा आपल्याला पाणी मागायचं आहे, तर आपण पाण्याचं <chuckles> पाण्याचं, म्हणजे हातवारे करून तसंच बोलू शकणार किंवा मग म्हणतो ना, की खायचं असेल नाही, कळत समोरच्याला. अशा वेळी मग तेच एक गेस्चर आहे किंवा हातवारेच आपल्याला वाचवतात, असं माझं म्हणणं आहे. म्हणजे कम्युनिकेशनमध्ये गेस्चर्स जे असतात ना, ते 50% पेक्षा जास्त अर्थ देतात म्हणजे असं म्हणता येईल. ते जास्त कामाचे ठरतात एखाद्याशी संवाद साधताना.
हो, हो. बरोबर. <chuckles> हो, हो. हो, हो. हो, हो. बरोबरच.
हो.
आणि खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितले आणि खरंच तुमच्या या संभाषणाला मला पण थम्स अप देऊशी वाटतो. ठीक आहे. <laughs> आणि तुम्ही तुम्ही खूप छान बोललात त त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
हो. <chuckles> धन्यवाद. <chuckles> खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. <chuckles> पुन्हा भेटू. <chuckles> धन्यवाद. धन्यवाद.
हो.